आणि अ, तुम्ही तुम्ही म्हणालात की तुम्हाला मास्क खूप आवडला त्यांचा. तर मग तुम्हाला काय वाटतं जर तो तुम्ही मास्क घातला, तर तुम्ही असं डेंजर दिसाल की क्यूट दिसाल इमॅजिन केलं असेलच तुम्ही. हं.
हो. <chuckles> हो. नाही, नाही डेंजरस आहे. आपल्याकडे तर वेड्यात काढतील यार लोकं. <laughs> ते हॉलिवूड आहे अन शेवटी. <chuckles>
<laughs> हे काय केलंय? <chuckles> हो. बरोबर आहे. हं. बरोबर. हो.
त्यामुळे म्हणजे आणि त्यातल्या त्यात ते बघा, ते शेवट-शेवट जेव्हा ते आय थिंक अ, अ, शेवटच्या 2 का दुसऱ्या-तिसऱ्या सीझनमध्ये ते असं दाखवलंय की ती प्रेग्नंट असते. ती जी पोलिस ऑफिसर असते ती प्रेग्नंट असूनसुद्धा ती पूर्ण शोधून काढते हां, एक अ, म्हणजे मला तेव्हा तिचा राग यायचा की "नको ना बाई तू तुझ्या कामाशी काम ठेव ना, प्रोफेसरला करू दे ना त्याचं काम. का तू त्याला डिस्टर्ब करतेय?" <laughs> म्हणजे मला नाही आवडायची ती.
हं. हं. हं, हं, हं. हो का? <chuckles> अच्छा <chuckles> म्हणजे तुम्ही त्या सीरीजसोबत एवढे एंगेज झालेला? <chuckles> हं.
हो. मी लिटरली अशी बोलायची की "थांब ना अगं त्याला करू दे ना, तू कशाला मध्ये-मध्ये करते असं." <laughs> एवढं मा मी त्याच्यात गुंतले होते की मला तिथून बाहेर काढणं खूप कठीण होतं. पण ते खूप छान झालं की त्यांनी पाचव्या सीझनमध्ये सगळं असं व्यवस्थित सुरळीत दाखवलं ना, की प्रोफेसरचं जे काही डोक्यात होतं, ती युक्ती अ, यशस्वी झाली. त्यानंतर मग मला माझं समाधान मिळालं. मी एकदम समाधानी होते. असं खुश-खुश होते की "हां, चला खूप छान झालं." <laughs> ठीक आहे, ती चोरी होती.
<laughs> अरे बापरे! हं, हं. अच्छा. हां. हं, हं. हां. अच्छा. <chuckles> म्हणजे शे शेवट छान झाला असेन तुम्ही खुश झाला. <chuckles>
हो, म्हणजे असं पहिल्यांदी मला नंतर ना, असं बघितल्यावर असं मनात विचार आला, "अरे आपण चुकीच्या गोष्टीला कौतुक करतोय, चुकीच्या गोष्टी सुद्धा साथ देतोय. अरे असं-कसं चोरीला आपण म्हणतोय की खूप छान चोरी केली." <laughs> म्हणजे असं झालेलं माझं की "तू काय बोलतेस, चोरी केलीये त्याने तू तरी त्याची बाजू घेतेस." <laughs>
हं. <laughs> ओके. <laughs> अरे! हं, हं. हं. <laughs> म्हणजे तुम्ही खूपच त्या सिरीजसोबत कनेक्ट झालेलात. की तुम्हाला त्याची चोरी पण अ, लीगल वाटायला लागली होती.
हो, अगदी. तसंच म्हणता येईल की प्रोफेसरच म्हणजे प्रोफेसर होता. तो काहीही करो. माझ्यासाठी एक देव माणसासारखंच होतं. <laughs> हो, म्हणजे त्याच्याने आपल्याला कळलं ना, की त्यांचंही जीवन कसं असतं. त्यांचीही काय लक्ष्य, ध्येय कशामुळे असतात. तेही एक म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आणलं त्यांनी खूप छान केलंय ते.
<laughs> हं, हं. मग हां. हं. <laughs> हां. हं, हं.

एक इमॅजिनरी वर्ल्ड म्हणून, कारण माहितीये रिॲलिटी काही वेगळीच राहणार आहे, आपण नाही जाऊ शकणार आहे. त्यामुळे मी, अ, म्हणजे माझं असं असतं, की अस्तित्व जे आहे ते आपलं जिथ-तिथे त्याला, त्याचं भान ठेवा. <laughs>
हां. हं. <chuckles> मग तुम्हाला असं कधी वाटलं आहे का यार, मी प्रोफेसर असते तर किती छान झालं असतं?
हो, नेहमी वाटायचं मला. मी जेव्हा-जेव्हा बघत होते ना, की यार खरंच मानावं लागेल त्या माणसाला, काहीतरीच स्टोरी रंगवली रे त्याने, <laughs> हो.
हं. हां. हं, हो ना रंगवली. आणि मग तुम्ही असं कधी केलं का, की वेब सीरीज बघितली आहे आणि आता झोपायचा वेळ झालाय आणि झोप लागत नाहीये. मग तुम्ही पूर्ण डोक्यामध्ये विचार करताय, की आता मी तिथे आहे आणि ते स्वप्नात पण तुम्हाला तेच दिसतं आहे. <laughs>
हो. <laughs> हो, अगदी झालेलं. एका सीझनचा एंड त्यांनी केलं आहे ना, की खूप शूट होतंय. त्यावेळी मला ना, झोपच नाही लागली, की बाबा कोण वाचलं असेल, कोण मेलं असेल. तेवढाही धीर नव्हता मला, पुढच्या सीझन येण्याचा. <laughs>
हं. हं. <laughs> आणि जर आणि जर अ, चुकून कोणी तुम्हाला स्पॉईलर दिला, तर तुम्हाला कसं वाटतं? <chuckles> <laughs>
संताप येतो मला जाम, की नाही ना बघू, मला बघू दे, तू नको काही स्टोरी सांगू मला पुढची <laughs> माझी उत्सुकता जाणार ना, तेवढं मन नाही रमत हो.
<laughs> <chuckles> हो. हां, बरोबर. हं, हं. मग तुम्हाला हे अ, माध्यमातलं जग कम्फर्ट झोन वाटतं, की एक सिक्रेट व्हेकेशन स्पॉट वाटतो, इमॅजिनरी वर्ल्ड मधला.
इमॅजिनरी वर्ल्डमध्ये कम्फर्ट झोन आहे हा माझ्यासाठी. म्हणजे कथा जगत रहा आणि म्हणजे म्हणतो ना, स्वतःचं जग त्याच्यात शोधत रहा बस. मग ते हरवायला आवडतं मला ते.
हं. हं. हं, हं, हं. हं. तुमच्याशी ह्या माध्यमातल्या जगात हर कसं हरवायचं हे बोलून खूप छान वाटलं. आणि मलाही थोड्या वेळासाठी हरवल्यासारखं वाटलं. <laughs>
हो. <chuckles> नक्कीच मलाही खूप छान वाटलं, म्हणजे मला पूर्ण ती सिरीज डोळ्यासमोर आली, सगळे ते क्षण, मी काय वेडेपणा केलाय. खूप छान वाटलं तुमच्याशी हा सगळा संवाद साधून, पुन्हा भेटू नक्कीच. धन्यवाद.
हं, हं. हं. हो. हो, हो नक्कीच. धन्यवाद.

तुम्हाला म्हणजे अम अ, सोशल मीडियाच्या जगात हरवणं म्हणजे नक्की काय वाटतं? काय असतं हे?
अ, माध्यम म्हटलं ना, मला तरी वाटतं, की माध्यमांचं जग म्हणजे कसं असतं ना, आपल्या मनातल्या ज्या काही भावना असतात, त्या भावनांचं एक सुरक्षित स्थान असतं, की म्हणजे कधी आपण एखादी फिल्म पाहतो. कधी एखादं गाणं ऐकतो, किंवा म्हणजे कधी एखादी सीरीज पाहतो. अ, मग तेव्हा असं वाटतं ना, की ज्या भावना आपण शब्दातून शा सांगू शकत नाही ना, त्या माध्यमं आपल्याला परत देतात. म्हणजे माध्यमांमध्ये मला ना, शांतता मिळते, तिथून मला माझं एखादी अ, म्हणजे मी तिथे हरवून जाते पूर्णतः. ओळख मिळते, की अरे, मी असं काही होऊ शकते, याच्यातलं एखादी ते म्हणतो ना, आपण की कोणी काही रोल प्ले करत असेल तर त्याच्यात मी स्वतःला बघते असं. आणि कधी-कधी म्हणजे स्वतःलाच समजून अ, घेण्याचा मार्गही मला मिळतो, की जर काही हिरोचा रोल असेल ना, मग मी त्याला मग मग स्वतःला तिथे ठेवते आणि मग सगळ्या गोष्टी बघते, की अरे. मग त्याच्यातनं मलाही काहीतरी शिकायला भेटतं, की असं-असं केलं तर असं होऊ शकतं, कोणाची मदत करायची वगैरे असं.
हं. हं. हं. हं. हं. हं. हं, हं. हं. हं. हं. हं, हं, हं. हं. ओके. हं, हं, हं. मग तुम्ही असं
त्यामुळे माध्यमांचं जग खूप छान वाटतं मला.
हां, अच्छा मग तुम्ही कोणती अशी कोणतं फेव्हरेट कॅरेक्टर आहे का तुमचं, की त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला हेरो समजला आणि तुम्हाला वाटतं आहे, की तुम्ही जर हेरो असाल, तर तुम्ही हे चेंजस कराल. याला मदत करीन. किंवा तुम्ही स्टोरी विकला.
हो, हो. <chuckles> म्हणजे असे हां, म्हणजे असे 1-2 असे झालेत माझ्यासोबत. आता सीरीज बघायचं म्हटलं म्हणजे सीरीजचं कसं असतं ना, की म्हणजे अ, आपल्याला एंडही लवकर कळत म्हणजे माहिती असतं असं. मूव्हीजमध्ये कसं त्यांना सगळं असं लवकर-लवकर दाखवावं लागतं. त्यामुळे त्यात तेवढा मजा नाही जेवढी सीरीजमध्ये. कारण पुढचा ॲपिसोड काय येणार आहे ना, याची जी उत्सुकता लागलेली असते, म्हणजे ती काहीतरीच अशी अ, म्हणता येईल की मी आता मागे 2-3 वर्षांपूर्वी 1 सीरीज बघितली होती. हॉलीवूडची होती ती, "मनी हाइस्ट" म्हणून. पण ती अशी रंगवलेली आहे ना, म्हणजे लिटरली मी असं प्रत्येक, कधी येईल हा सीझन, कधी संपेल, पुढचा कधी येईल अशी वाट बघायची मी. म्हणजे मी पूर्ण 5 ही सीझन बघून ठेवलेत त्या सीरीजचे <chuckles> इतकं मला त्याच्यात म्हणजे अ, मन रमलं होतं.
हं. हां. हं. हां. हो, हो. हं. हं. हं, हं. हां. हं, हं. हं. हं, हं. हं, हं. हो का? <chuckles> हं, हं.

हो, हो. आणि मग आता तुम्ही जेव्हा हे वेब सीरीज बघायला बसता, तर तुमच्या डेली लाईफमध्ये याचा काही अ, फरक पडतो का? की झोप तुम्ही कंटिन्यू रात्री वेब सीरीज बघताय, की आज रात्री हा सीजन संपवायचाच आहे? हं, हं.
हं. हो, हो. हो, तसंच झालेलं. अगदी हो, तसं झालेलं. म्हणजे तुम्ही वि म्हणजे विश्वास नाही बसणार तुमचा. मी म्हणजे पहिला सीजन बघितला होता, तो असा बघितला होता, की मी कंटिन्यू बघते. मला फक्त जेवायला उठायचंय, झोपायचंय, बस. त्यानंतर तो बघते-बघते <laughs> एका मागे एक.
हं. हं. हं. हं, हं, हं. <chuckles> आणि आणि मग तुम्हाला तुमची आई म्हणत नाहीये का, "काय लावलंय हे? कंटिन्यू फोन घेऊन बसतीये." आणि तुमची तुमच्या आईसोबत भांडणं होतात, की "नाही. मला बघू दे. मला कंप्लीट करू दे" "वेब सीरीज."
हो, मग? नाही. ते कसं झालेलं माहितीये का? आधी-आधी ना अ, पहिले 2 दिवस मला खूप रागवणं भेटलं. कारण अ, म्हणजे मी करत होते कामही माझं आणि मग परत अ, बघायला बसून जायचे, पटापट आवरून असं. मग दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून दिवसापासून मी काय केलं, आईचीही कामं करून द्यायची. <laughs> तीही खुश, मीही खुश. म्हणजे बाबा, ती तुझा मोबाईल <laughs> तू तुझा मोबाईल बघ, मी माझा मोबाईल बघते. <laughs> चल. दोन्ही मिळून कामं करू ना गं. मी आईला असं म्हणायची, "चल ना आई, दोघी मिळून कामं करू, आवरून घेऊ पटापट." <laughs>
हं. हं. हां. <laughs> म्हणजे रागवायलाच नको तिनं. <laughs> म्हणजे खूपच फनी आहे. हो. हं. <laughs> एकदमच फनी आहे हे. आणि मग तुम्ही या वेब सीरीज असच टाईम पास म्हणून बघता की तुम्हाला कंटाळा अ, येऊ नये म्हणून बघता. अ, तुम्हाला अ, आनंद बघतो.
<chuckles> हो. हां, म्हणजे मला कामात हां, कामात जर कंटाळा आला ना, तेव्हा मला असं काहीतरी लागतं की पाहिजे बाबा काहीतरी विरंगुळ्यासाठी. म्हणजे आणि त्याच्याने अ, एक म्हणजे म्हणता येईल, की दोन्ही गोष्टींवर फरक पडतो. आपले अ, जे आपलं मनही असं ताजेतवाने होऊन जातं. एक अ, पण मग दुसरं असं होतं, की त्याचा वाईट परिणाम म्हणजे की शरीरावर, आरोग्यावर थोडं अ, म्हणजे हे होतं. झोप नाही होत ना, मग आपल्या विचारांमध्ये तेच असतं, की काय होणार आहे, उत्सुकता लागून असते. मग दुसऱ्या कामांमध्ये मन नाही लागत. ते म्हणजे तर ते जर ते संतुलन राखता आलं ना, तर मग सगळं ठीक आहे. पण जर जास्त एक एकदम इन्व्हॉल्व होऊन गेलो, खूप म्हणजे असा समावेश होऊन गेला आपल्या डोक्यात, की हेच, हेच, हेच सीरीज, तर मग कठीण जातं बाबा आरोग्याला संतुलनात आणायला.
हं. हं. हं. हं. हं. हं. हं. हं, हं. हां. हं. हं. हं, हं. हां, मग जेव्हा तुम्ही सोशल मीडियावरच्या वेब सीरीजमध्ये एकदम अ, म्हणजे गुंग झालेला असता, तेव्हा तुमच्यासाठी बाहेरचं जग म्यूट होऊन जातं का? तुम्ही बाहेरच्या जगात काही लक्षच देत नाही.
हो, हो. हो. हां, चक्क तसंच झालेलं माझ्यासोबत, की मी बाहेर काय चाललंय, सगळं. हां, बस उठायचंय, तयार करायचंय, पटापट काम करायचंय. "हां, झालं. काय हे? चला, लावा मोबाईल, बघा." म्हणजे बाहेर काय चाललंय, माझं काहीच घेणं-देणं नाहीये, चक्क. म्हणजे करा यार तुम्ही काहीही. मला हे तर प्रोफेसर काय करणार आहे, याचंच सगळे कुतूहल. <laughs>
हां. हं. हं, हं. हां. <chuckles> हं. हं, हं. हं, हं. मग तुम्ही तिथे त्या मनी हाइस्टमध्ये तुमची अशी ड्रीम लाईफ बघता का, की मी तिथे खरंच असायला हवी होती? की फक्त एक इमॅजिनरी अ, वर्ल्ड म्हणून बघता?

<chuckles> आणि मग म्हणजे तुम्ही जेव्हा ही वेब सीरीज किंवा कोणतीही मूव्ही वगैरे बघायला घेता, मग त्याच्यामागे तुम्हाला अल्गोरिथम किंवा लाइक्स ह्याच्यामुळे तुमच्या लाईफवरती काही इफेक्ट होतो का? की ते तुमचं अटेन्शन गेन करण्यासाठी ती वेब सीरीज बघण्यासाठी?
हो. अ, म्हणजे कसं म्हणता येईल ना, की अ, मला जर ते आवड आवडते ना कथा तर मी ती पूर्ण बघते मग त्यात मग हे लोकं काहीही टाको, की कोणाला आवडत नाही, कोणाला नाही आवडत. पण माझं असं नाहीये जर मी रमले ना त्यात तर मी पूर्ण बघते आणि आणि मग जे असेल ते मग मी ठरवते नंतर. मी पहिलेच नाही असं की हां, याला खूप जास्त हिट झालंय, लाइक्स आहे का मग बघायचीच आहे. अशा वेळी नेमके मला ना ते बघायला आवडतच नाही. काय माहिती काय आहे? अशा वेळी मी बघतच नाही उलट. मला न माहिती राहिलेलं चांगलं असतं मग मी रमते त्याच्यात. <chuckles>
हं. हं. हं. हं. हं. हं, हं. हं, हं. हं. हं. हं. हं, हं. मग तुम्ही जेव्हा तिथे रमून जाता ती वेब सीरीज बघताना आणि ती वेब सीरीज संपते. त्याचे म्हणजे ते काय पहिला सीझन संपला, दुसरा सीझन संपला आणि मग सीझन संपल्यानंतर खूप मोठा गॅप राहतो, त्यांचा दुसरा पार्ट येण्यासाठी. मग त्या सीझन संपल्यानंतर ना त्याची वाट बघण्यात आणि रिअल वर्ल्डमध्ये परत येण्यात तुम्हाला म्हणजे असं थोडं हार्ड वाटतं का? किंवा असं करमत नाही असं होतं का?
हो. हो, हो. हो. हो अगदीच. हो होतं बरं तसं. माझं म्हणजे ह्या Money Heistच्या वेळीच झालेलं तसं की अरे, कधी येईल हा पुढचा सीझन? असं होतं तर की काय झालं असेल आता? काय युक्ती लढवली असेल प्रोफेसरने? म्हणजे खूप तुम्ही बघितलंय का तो, खूप त्याच्यात असं अ, म्हणतो ना अ, सस्पेन्स ठेवला आहे. खूप ट्विस्ट आहे त्याच्यात की म्हणजे असं वाटतंय, की सुटतोय-सुटतोय हातातनं परत काहीतरी युक्ती लढवली आणि परत सगळं आलं हातात असं. <chuckles> म्हणजे त हं.
हं. हं, हं. हं. <chuckles> हो. हं. हं. हं. <chuckles> मग तुम्हाला म्हणजे हाइस्ट बघि हां Money Heist बघितल्यानंतर गोल्ड हाइस्ट की बँक हाइस्ट म्हणजे तुमचं कोणतं ड्रीम हाइस्ट असू शकतं? गोल्ड की बँक? <chuckles>
अ, ते बघितल्यावर तर म्हणजे पहिल्या ह्याच्यात त्यांनी बँकचं सगळं दाखवलं आणि देन त्याच्यानंतर ते पुढचे 2-3 सीझन त्यांनी गोल्डची जी हाइस्ट दाखवली ना ती काय त्याच म्हणजे आता तर सोन्याचे भाव एवढे आहेत तर मी गोल्ड हाइस्टचं प्रिफर करते. <chuckles> आणि म्हणजे आपली
हं. हं. <chuckles> हो ना. <laughs> म्हणजे जर तुम्ही प्रोफेसर असाल तर तुम्ही गोल्ड हाइस्टच बनणार? <chuckles> हं, हं.
हो अगदी. <chuckles> म्हणजे म्हटलं ना की एक <tsk> आता स्त्रीचं म्हटलं म्हणजे सोन्याविषयी वेगळंच आकर्षण असतं. <chuckles> त्यामुळे हो.
<chuckles> बरोबर. आणि मग तुम्ही आता ते रिस्क घेताना आता बेला चाओ, बेला चाओ त्यांचं म्युझिक आहे ते जेव्हा रिस्क घेतात. हां.
अरे, तो म्युझिक मी लीट म्हणजे माहितीये का लिटरली मी त्यावेळी ना अ, माझी रिंगटोन ठेवली होती ती. <chuckles>
<chuckles> अरे, वाह मस्तच, म्हणजे तो ट्रेंडच निघालेला म्हणजे. <chuckles>
हो. अ, हो खूप आवडलं होतं मला तो म्युझिक खूप आवडला होता, की म्हणजे त्याच्यातले जे काही म्य म्युझिक ते वापरत होते ना मध्ये-मध्ये ते खूप म्हणजे लक्ष वेधत होते हो. असं मन असं असं एकदम डायरेक्ट फोकस राहायचं की काय होईल? किती छान वाटतंय ना हे आवाज. असं मस्त वाटत होतं ते.
हं. हं, हं, हं. हां. हं.

अच्छा! मग जर सपोज तुम्ही मनी हाइस्ट मधला अ, प्रोफेसर आहात तर तुम्ही काय प्लॅन बनवाल की काय चेंज कराल? <chuckles>
हो. अगदी मनात ओळखलं तुम्ही माझ्या. <chuckles> अगदी मनाचं ओळखलं म्हणजे मी नेहमी स्वतःला ना प्रोफेसरच्या जागीच बघायची, <chuckles> की किती छान युक्ती लावतो यार हा माणूस आणि आपण जे कधी विचारही नाही करत त्या विचारांवर हा पोहोचतोय असं काय करतोय म्हणून मला ना नेहमी असं वाटायचं की मी यार प्रोफेसर व्हायला पाहिजे होती. <chuckles> तो ज्या पद्धतीने कितीही अडकलेला असतो तो त्याचे जे काही साथी होते त्यांना बाहेर काढायचा ना, ते म्हणजे ती युक्ती जो लावायचा ना तो तर असं वाटायचं यार तुम किस चक्की का आटा खाते हो? <chuckles> तो कुठलं काय म्हणजे खातोस असं, की तुझ्या डोक्यात अशी नवीन-नवीन युक्ती येतात. <chuckles> आणि त्या म्हणजे यशस्वीही होत होत्या हं. त्या आणि त्या जर समजा कधी असं वाटलं त्याला, की नाही आता आपण फसतोय त्यावेळी जर जे त्याने मार्ग शोधलेत ना, त्या एवढ्या कमी वेळात ते अगदी कौतुकास्पद आहे, की कसं का कोणाची एवढं डोकं चालू शकतं? एवढी बुद्धी कस का देव कोणाला देतय? म्हणजे एवढ्या कठीण प्रसंगात तो व्यक्ती, म्हणजे तेव्हा असं भरपूर ठिकाणी असं झालंय, की अ, दिसतंय की भावनाही म्हणजे भावनांचाही अतिरेक होतोय आणि परिस्थिती खूप बिकट होते पण मग भावना महत्त्वाच्या, की आपलं जे ध्येय आहे अशा खूप साऱ्या म्हणजे ठिकाणी झालेलं बघितलंय मी.
हं. <chuckles> हं. हं. हं, हं. हां. हं, हं. <laughs> हं. हां. हं. <laughs> हं, हं, हं. हां. मग हं. हं हं. हं. हं. हं, हं.
म्हणजे ते नैरोबीचं एकदा दाखवलंय त्यांनी की नैरोबीला जेव्हा गोळी लागते. तिचं जे काही म्हणजे ती इतकी जवळची झालेली असते सगळ्यांना तिला कसं सोडायचं कसं जाऊ द्यायचं आणि मग आपलं ध्येय पण तर आहे, आपलं लक्ष आहे पुढे, की आपल्याला ती हाईस्ट कंटिन्यू ठेवायची आहे, ती जी घालमेल दाखवली ना त्यांनी प्रोफेसरच्या मनात, की म्हणजे त्यांचा एवढ्या अंतरावर असून सुद्धा जो काही विश्वास आहे त्या प्रोफेसरवर त्या सगळ्या साथीदारांचा ते एकदम कौतुकास्पद वर म्हणजे म्हणता येईल ना, की खूप मोठं मन म्हणता येईल असं एवढ्या कोणाला जवळ करून घेणं किंवा एवढा अंधळा विश्वास ठेवणं कोणावर. आता ते मास्क असल्यावर तर ते अंधाळा विश्वास सारखंच झालंय, की कणीच कोणाला माहिती नाही.
हं. हं. हं. हं. हं, हं. हं. हं. अच्छा! <chuckles> पण मग तुम्हाला तुम्हाला आता वेब सीरीजमध्ये मास्क जास्त आयोनिक आयकॉनिक वाटतं की त्यांची हुडी जास्त आयकॉनिक वाटते.
मला मास्क कारण मला अ आता बघा कपडे तर अ, म्हणजे धूममध्येही धूम 3 मध्येही ते दाखवले होते त्यांनी, की ऋतिक रोशनने वेगळे-वेगळे कपडे बदलले. पण त्यापेक्षा अ, सॉरी धूम 1 मध्ये धूम 3 मध्ये आमिर खान होता. अ, तर म्हणजे हां. आणि हे जे ना ह्याच्यात मला मास्क हे माझ्यासाठी खूप नवीन होतं, मी पहिल्यांदा बघितलं असं काहीतरी. काहीतरी हा नवीन कन्सेप्ट होता, की कोणी एक मज्जाच आहे ना ती, की एकसारखे मास्क घालतंय कोण मुलगा, कोण मुलगी काहीच ओळखलं जात नाही आहे.
हं. हां, हां. हां. अच्छा! अच्छा! हां, हां, हां. हं. हं. हं. हं.